हो.
अ, मग काही नाही. मग थोडे दिवस गेले. मग ते ठीक आहे म्हणलं, आता बोलणारे तर बोलतील. त्याला काहीच नाही करू शकत म्हणलं आपण. ठीक आहे म्हणलं, "अशा प्रथा झाल्या, पण ना नेक्स्ट टाईम," म्हणलं, "असं काही असलं, तर आम्ही तुम्हाला अगोदर" "सांगत जाऊ." म्हणलं, की "जेणेकरून तुम्हाला त्रास होणार आहे आणि तुम्ही शक्यतो अशा लोकांना बोलवू नका त्यावेळेस." आणि मग त्याच्यानंतर
मग? हो ना. मग मला सांगा, की अ, तुमचं जेव्हा हे आता हे तर गोंधळ झालाच एवढा मोठा. मग जेव्हा अ, आणखीन सण वगैरे असतात किंवा जेवण जेवणासाठी कोणी येतं किंवा लग्न समारंभासारखा दिवस असतो. मग त्या दिवशीचे निर्णय तुम्ही कसे घेता? म्हणजे क काही मर्यादा ठेवता का तेव्हा? की अ, कोणत्या अशा रीती-रिवाज असतात, ते कशा ठरवता, की कोणत्या आता आपण साजरा करायचा, कोणत्या परंपरा आपण निभवायचे की नाही करायचे?